शरीराला हां, हां. शरीराला चांगलं होईल.
हां, म्हणजे ह्या बाबतीत सुद्धा ते कॉन्शियस आहेत. आजकालची पिढी खूप कॉन्शियस आहे, की मला माझ्या मसल्स बनवायचे आहेत. मला चांगलं दिसायचं आहे, माझ्या फेसवर पिंपल नाही आला पाहिजे. हे जे काही आहे ना, जर तुम्ही तुमच्या खाद्यपदार्थातून त्यांना सांगितलतं, की "बाळा तू हे खा किंवा ताई तू हे खा, तुझे पिंपल्स कमी होतील." मग त्यांना ते म्हणजे काय, जसं आपले आळशीचे लाडू असतात. आळशीच्या बियांचे लाडू बनतात. खूप चांगले असतात, Omega-3चं एकदम बोलतो ना भंडार आहे ते. तर Omega-3 चे तुम्ही पिल्स खाण्यापेक्षा तुम्ही आळशीचे लाडू बनवून खा की. स्किनला पाहिजे तेवढी तजेला येईल. मग हे जे आपण आप आईला माहित असेल आणि आई जर त्या मुलांना समजावून सांगत असतील, तर मुलं नक्कीच बाहेरच्या खाण्याचा हट्ट नाही करणार.
असं. कमी होणार. हो तेही चांगले असतात. अगदी बरोबर आहे. नाही करणार. बरोबर, बरोबर म्हणजे
असंही माझ्या तरी ऑब्झर्वेशनमध्ये आणि माझ्या प्रयोगांमध्ये सक्सेस आहे. टच वूड. घरामध्ये बऱ्यापैकी हे चालतं. <chuckles>
नक्कीच असेल. नक्कीच असेल, कारण तुमच्याकडे अ, फारच अ, आपण म्हणतो ना हेल्थी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे एवढं तुम्हाला सगळं माहिती आहे Omega-3 आणि सगळे मसल्स आणि अ, स्किनसाठी, नक्कीच म्हणजे. अ, छान आहे तुमच्याकडे ही सगळी माहिती तर नक्कीच तुमची मुलं ऐकतच असणार, की काय शरीरासाठी चांगलं आहे. छान तुम्ही माहिती दिली आणि टिप पण छान दिल्या. नक्कीच हं, खूप छान. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.
बरोबर. आता उलट कधी-कधी तेच येतात माहिती घेऊन माझ्याकडे. <chuckles> थैंक्स. खूप-खूप धन्यवाद! तुम्ही पण हे अगदी छान माहिती ऐकलीत त्याबद्दल. मलाही खूप छान वाटलं. धन्यवाद!
हो, हो. अगदी. धन्यवाद! बोलूया पुन्हा.